हो, म्हणजे असं खूपदा झालेलं आहे, की मी ऑफिसमध्ये ना, अ, म्हणजे माझा एक ग्रुप होता ऑफिसचा आणि मला अप्रूव्हल द्यायचं होतं, तर अ, मी फक्त तिथे म्हणतात ना, असं अ ठीक आहे पाठवलं आणि तर त्यांना कळलंच नाही, की काय ठीक आहे, म्हणजे असं थोडंसं वाटतं ठीक आहे, म्हणजे कनफ्यूजन झालं त्यांचं. अ, म्हणजे त्यांना वाटलं, की जे ते फक्त मी त्यांनी केलंय, ते ठीक आहे किंवा मग अ, त्यांना माझं मी अप्रूव्हल दिलंय ते ठीक आहे. तसं म्हणणं कळालंच नाही, म्हणजे कन्फ्युजन झालं त्यांचं आणि मग जेव्हा मग मी त्यांना असं मला नंतर कळालं, की त्यांनी मला फोन केला, म्हंटलं, "तुम्ही मला फोन का करताय?" तर ते म्हणाले, की "अरे, तुम्ही ठीक आहे म्हणालात ना?" तर म्हंटलं "मग तेच अप्रूव्हल दिलं." म्हणजे त्यांना गोंधळ झाला हा सगळा, गैरसमज झाला. आ हां.
हां. हां. हो, हो. अच्छा. हां, हां, हां. हां, हां, हां. ओके, ओके, गैरसमज झाला. म्हणजे अशा पण स म्हणजे अ, गोंधळ सगळा होऊ शकतो किंवा गैरसमज होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये मात करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे मग?
बरोबर. नक्कीच, मला तर वाटतं मात करण्यासाठी ना आपण अ, म्हणजे मी सांगेन इमोजीच वापरा असं. की ठीक आहे, थंब पाठवा अ, किंवा अ, वेल डन किंवा ओके गो हेड कर किंवा तुम्ही त्यांना अप्रूव म्हणू शकता, एक स्माईल देऊ शकता किंवा काही पण असं मला वाटतं, की ठीक आहे, तर मग अ, तेच थंब पाठवा अ, किंवा म्हणू शकतो ना, की अ, जे काहीही तुम्हाला जसं हवे तसे इमोजीस तुम्ही पाठवू शकता असं मला वाटतं आणि एकंदरीत त्यामुळे काय होतं क्लिअ‍ॅरिटी मिळते, की अ, नेमकं काय बोलायचंय. तुम्ही रागावले असाल, तर रागवल्याचे स्माईल आहे. चिडला असाल, तर तो चिडण्याचा स्माईल आहे आणि तुम्हाला असं वाटतं ना कधी-कधी, की अरे म्हणजे ठीक आहे, तर तुम्ही स्माईल पण करू शकता कारण कसं असतं बघा ना, जेव्हा आपण एखाद्याला हॅपी बर्थडे पाठवतो आणि मग ते एकंदरीत म्हणतात ना, की फक्त प्लेन हॅपी बर्थडे आणि जरा इमोजीस पाठवले तर कसं जरा असं छान वाटतं. म्हणजे उत्सुकता वाटते एकंदरीत असं मला वाटतं तर अ,
हं. हां. अच्छा. हो. हां, हां. हो, हो. हां, म्हणजे भावना पण एक्सप्रेस करायला ते मदत करतं ना थोडक्यात.
हां. बरोबर, भावना पण आपल्या एक्सप्रेस होऊ शकतात एकंदरीत असं मला वाटतं.
हां, मग अ, कामाच्या किंवा अशा औपचारिक संदर्भात इमोजी वापरणं तुम्हाला ठीक वाटतं का आणि काय मर्यादा पाहिजेत म्हणजे नेमक्या त्याच्या, असं तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल?